आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला असं होतं ना, की अगदी आपण रिकामे असतो. <chuckles> आणि त्या रिकाम्या वेळेमध्ये, अ, आता तर स्मार्टफोन वगैरे आहेच, पण आपल्याला काहीतरी करू वाटतं. तर रिकाम्या वेळात साधारणपणे तुम्ही काय करता? म्हणजे एखाद्या, तुम्हाला एकांत मिळाला किंवा वेळ आहे भरपूर, तर काय तुम्हाला आवडतं? ऐकणं किंवा वाचन करणं किंवा स्वयंपाक किंवा वेगळ्या काही गोष्टी बनवणं?
हं, हं. <chuckles> नक्कीच. अ, ॲक्चुअली माझं काम असं आहे ना, की मी फ्रीलान्सिंग करतो. तर मला अ, खूप असा काही रिकामा वेळ भेटतच असतो त्यामध्ये. कारण की माझे हां. प्रोजेक्ट असे असतात ना, की अ, त्यांना काही ठराविक दिवस दिलेले असतात. मग मी काही तासात त्याला पूर्ण करतो, किंवा 1-2 दिवसात. नंतर माझ्याकडे 2-3 दिवस रिकामेच असतात. हां. तर अ, अशा वेळेस नाही का, मी काही-काही नवीन स्किल अ, शिकतो आहे. हां. जसं की अ, हां. अ, माझा एक छंद आहे बघा, मला फोटोग्राफी करायला खूप जास्त आवडते. तर फोटोग्राफीमध्ये मी <chuckles> अजून शिकतोय, आणि फोटोग्राफी करायला पण जात असतो. असं आहे. <chuckles> हां, हां.
अच्छा. हां, अरे वा! अच्छा. अरे वाह, वाह! अच्छा. अरे वाह, वाह! अच्छा, खूपच छान! मग अ, <chuckles> आणि मग अ, कधीपासून? म्हणजे हां, छंद तुम्हाला आहे तुमचा, आणि कसा सुरू झाला?
फोटोग्राफीचं ना, <chuckles> बरोबर. काय आहे की पहिले ना, आमच्या शेजारीच हं, एक व्यक्ती राहत होते. अ, त्यांना ते टीचर होते. म्हणजे अ, ते फक्त काही वर्षांसाठी आमच्या बाजूला राहत होते भाड्याने. अ, त्यावेळेस ते फोटोग्राफी करायचे, म्हणजे बर्ड फोटोग्राफी. त्यांना बर्ड फोटोग्राफी करायचा खूप, म्हणजे हां, त्यांना छंद होता तो. तर अ, मी असंच त्यांच्या इथे जात होतो आणि बघत होतो, की अरे, यांच्याकडे इतके मोठ-मोठे कॅमेरे आहेत. आणि त्यांची लेन्स मोठ-मोठी लेन्स असते.
अच्छा. अरे वाह! हां. हो, हो.
तर अ, मला ते बघून म्हणजे आश्चर्य व्हायचं की, एवढे पण कॅमेरे असतात. का म्हणून की आपण काय आहे ना स्मार्टफोनमध्ये छोटे-छोटे कॅमेरे बघितले होते. आपल्या लहानपणी <chuckles> तेच.
बरोबर ना, स्मार्टफोन किंवा फार-फार तर बघितले तर एखादा डिजिटल कॅमेरा तो काही फार मोठा नसतो. तोही तेवढाच छोटाच असतो तेवढा आपण बघितलेला आहे.
हां, हां, तो पण छोटाच असतो आणि ह्यांचे म्हणजे लेन्सेस इतकी मोठी न ते ट्रायपॉड असायचं खाली, बापरे म्हटलं "बापरे!" अं, आणि हे काय करायचं माहिती आहे का? अ, ते सॅटरडे, संडेला ना सुट्टी असायची ना? तर अ, ते त्यांचं पूर्ण सामान नाही का गाडीमध्ये टाकायचे आणि घेऊन जायचे. तर अ, मी पण त्यांच्यासोबत जायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचं पण सामान उचलायला कोणतरी पाहिजे असते. हां, हां, हां. तर अ, हां. तर मग त्यांच्यासोबत मी जायला सुरुवात केली आणि जसे-जसे ते नवीन-नवीन फोटो काढायचे वेगळ्या अँगलने काढायचे. मग मी त्यांच्याकडे बघणं सुरु केलं. त्यांच्याकडे एक दुसरा एक्स्ट्रा कॅमेरा होता बरं का? अ, ते मला देत होते हां. ते म्हणायचे "तू पण शिक, तू पण काढ." मग त्यांनी सांगितलं कॅमेरा कसा असते, त्याचं एपरेचर कसं असते आणि फोकस कसं अँडजस्ट करायचं, लाइटिंगचा अँगल कसा घ्यायचा? इतकं म्हणजे स खूप छान पद्धतीने त्यांनी मला शिकवलं तिथे.
<chuckles> ओ, हो, हो, हो. अ, हां. हां. अरे वाह! <chuckles> अरे वाह! वाह! खूपच छान. हो, हो, हो. हां, हां. बरं, बरं. हां. अरे वाह, वाह, वाह! अच्छा.
हां, मग तेव्हापासून मला सवय लागली. ॲक्चुअली, मी बर्ड फोटोग्राफी नाही करत, पण मला अ, नवीन स्थानावर जाणं, स्ट्रीट फोटोग्राफी, म्हणजे कोणी व्यक्ती बसलेला आहे स्वतःच्या अ, कामामध्ये मग्न आहे, तर तो विशिष्ट लाइटिंग ए एरियामध्ये जर आला तर मग त्याचे फोटो काढण्यासाठी, किंवा निसर्गाचे फोटो काढणे, किंवा
हां. हां. हम्म. हां, हां. जे पोर्ट्रेट टाइप असं, किंवा असं लँडस्केप वगैरे, ते आवडतं तुम्हाला?
हां, हां. पोर्ट्रेट फोटोग्राफी पण आहे ना, ती पण मी करतो. <laughs> असं आहे. हं.
अ, अरे वाह वाह, खूप छान! म्हणजे, छान छंद तुम्हाला थोडक्यात तो आहे. आणि ते तुम्हाला रिकाम्या वेळात आवडतो. तर थोडक्यात तुम्हाला असं जाणायला आवडेल, की जी बर्ड फोटोग्राफीची तुमची सुरुवात झाली, मग तुम्हाला त्यावेळेला नाही का, वेगवेगळ्या ठिकाणी, निसर्गाच्या ठिकाणी वगैरे पण तुम्ही गेले असाल ना? तर मग अ, कोणते-कोणते असे पक्षी वगैरे तुम्हाला त्यावेळेला कळाले, किंवा ते काही आठवतंय का तुम्हाला?
हां, हां. हां, हां, हां. हो, हो. नक्कीच, नक्कीच. हां, हां. त्यावेळेस नाही का, मला सगळ्यात जास्त आवडलेला पक्षी फ्लेमिंगो नावाचा होता बघा. अ हां. त्याचे पाय मोठे असायचे, आणि तो एका पायावर असा उभा राहून झोपायचा. <laughs> हां. तर अ, आणि ते यायचे ना, तर एकसोबत असे थवा यायचा, त्याचा खूप मोठा थवा. आणि त्याचे पंख पण असे अ, मोठे-मोठे असायचे, आणि एक अ, केशरी कलरचं त्याच्यावरून एक अ, अशी चमकी असायची, चमकीसारखं होतं त्यांच्या ह्याच्यावरती. आणि त्याची
हो, हो, हो. अरे वाह, वाह! अरे. हं. अ. फ्लेमसारखं दिसतं, म्हणून त्याला ते फ्लेमिंगो म्हणतात.
हां, तस तसंच, तस तसंच, आणि ते इतके छान दिसायचे ना, खूप मस्त! <chuckles> छान.
ते अगदी तेथे तेवढंच मला वाटतं. ते पुण्याजवळ कुठं ठिकाण आहे ना, पुण्याजवळ कुठेतरी येतं ते.
हां, हां. पुण्याजवळ, हो, हो, हो, नक्कीच, नक्कीच. मी जायचो नाशिक जवळ. नाशिकजवळ, अ, हां, नाशिकला, आणि गुजरातला पण एकदा गेलो होतो समुद्राच्या किनाऱ्यावर तिथे. तिथे तर इतके फ्लेमिंगो असतात ना, तर अ, एक विशिष्ट काळ असतो, तिथे त्यावेळेस खूप जास्त फ्लेमिंगो पूर्ण, अ, जगातून तिथे एक एकत्रित होतात ते.
हं. हं. हां, चारेवर. हां, हां, हां. हो, हो. अरे वाह, वाह, वाह, वाह!
की तो म्हणजे एकदम गोल्डन चान्स असतो, जो फोटोग्राफर आहे त्यांच्यासाठी. खूप छान ते क्षण आहे. हां. मग त्याच्याबद्दल, पक्षीबद्दल वेगवेगळं ज्ञान व्हायला लागलं तिथे मला. आणि तिथं, अ, बर्ड फोटोग्राफी करायचेच आणि त्यांच्यासोबत पण अजून काही कॅमेरामन यायचे. त्यांच्याकडून मी काही-काही शिकलो. आणि त्या शिकल्यानंतर मग, अ, मी स्वतःचं काहीतरी ट्राय केलं. म्हटलं, ठीक आहे, आपल्या आतून जे येतं ना, त्याला आपण धरायचं आहे, कॉपी नाही करायचं लोकांन तर मग, अ, माझं असं आलं, की अ, नॅच नॅचरल फोटो काढायचे आपल्याला, नॅचरल किंवा पोट्रेट फोटो किंवा स्ट्रीट फोटो, हां. मग असं असं काढणं सुरू केलं. आता पण मी ज्याला वेळ भेटला, की लगेच कॅमेरा उचलला, गाडीला किक मारलं, की चालले कुठेतरी. मलाच माहीत नसतं, मी कुठं जातोय, डायरेक्ट निघून जातो.
अच्छा, अच्छा, अच्छा. <chuckles> का हां. हां, हां. हां, हां. बरोबर आहे. हां. बरोबर आहे. <laughs> अच्छा, अच्छा. अरे वा! हो ना. अरे वाह, वाह! पण छान वाटतं, म्हणजे कसं बघा ना, असं रिकामा वेळ असतो, तर आजकाल तर काय, स्मार्टफोन बघून पण आपण अख्खा दिवस घरात घालवू शकतो. पण असा जर एखादा छंद असेल ना, तर मनालाही विरंगुळा होतो, ताण वगैरे कमी होतो आणि थोडंसं नाही का, एक आपल्याला काहीतरी एक, अ, वेगळंच फिलिंग येतं. आणि आपण एखादी गोष्ट अशी ना, की ती दाखवू शकतो, बाबा, आपल्या मुलांना, नातवंडांना, बघा, मी हे केलं आहे. ते स्वतःचाच एक अभिमान वाटतो. तर अ, मला असं विचारायचं, की
हं. बरोबर. हां. हां. बरोबर. हां. हां, हां.
अ, ह्या अ, तुमच्या छंदामुळं, तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही बदल घडलेत का हो? की तणाव कमी झाला, नाविन्य आलं. की तुमचा वेळ जो आहे तो अ, कधी-कधी लोकांना प्रश्न पडतो ना की वेळ कसा घालवावा. तर तो निघून जातो, तर असं काय नेमकं घडलंय?
हां, हां. हो. बरोबर. हां. बरोबर. हो, हो, नक्कीच. बघा, आपल्याला नाही का? आता मोबाईल तुम्ही मोबाईलचं नाव काढलं होतं. तर या मोबाईलमुळे काय होतंय ना की आपलं कॉन्सन्ट्रेशन नाही का? असं जास्त वेळ टिकत नाही आहे. आपण जसं बघा ना, शाळेमध्ये 40 मिनिटाचा एक पीरियड असायचा आणि त्यावेळेस 40 मिनिटं आपण पूर्ण फोकस करत होतो, त्या पीरियडवरती. पण आता Instagram 30-30 सेकंदावर आहे, एक अ, रील पण पूर्ण पाहत नाही लगेच त्याला स्क्रोल करून टाकतो आपण. म्हणजे आपला जो अटेन्शन स्पॅन होता ना 40 मिनिटाचा, तो आता 30 सेकंदापर्यंत येऊन बसलेला आहे. तर अ, ह्याच्यामुळे काय होतं ना की आपला फोकस होत नाही, कोणतं काम करायचं, काय करायचं. पण अ, माझं बघा मी फोटोग्राफी काढायला ज्यावेळेस जातो ना, तर अ, मी तो कॅमेरा घेऊन तिथे एकदम स्थिर बसतो, जोपर्यंत मला तो प्रॉपर अँगल मिळत नाहीये, <smacks lips> लाइटमध्ये किंवा इफेक्ट पद्धतशीर होत नाहीये. तोपर्यंत मी तिथेच बस बघतो आणि एकसारखं त्याच्याकडे बघत राहतो. म्हणजे अ, या फोटोग्राफी मुझे मुळे नाही का, माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तिथे म्हणजे 2-2 तास मला तिथे बसायची, एकाच अ, अ, जागेवर फोकस करायची ही सवय लागून गेली.
हां, हां. हां. हो, हो. बरोबर आहे. <chuckles> बरं. हो, हो, हो. अगदी, अगदी. हां, हां. हां. हां, हां. हां. अच्छा. अरे वाह, वाह, वाह, वाह, खूपच छान! म्हणजे थोडक्यात तुम्हाला, हा मुख्य बदल वाटतो, <sniffs> आणि ताणतणावाबद्दल काय सांगता येईल, की ताणतणाव कमी झाला वगैरे, असं काही घडलं?
हां. हां, हा खूप छान हां, ताणतणाव तर नक्कीच, बघा, आपण घरात बसून नुसतं काम, काम, काम जर करत राहिलो ना, तर ताणतणाव त्याला येणारच. कारण की आपण एका, अ, विशिष्ट पॅटर्नमध्ये बंधून जातो ना तिथे. ज्यावेळेस अ, फोटोग्राफी करायसाठी मी बाहेर निघतो, त्यावेळेस निसर्गासोबत असतो, अ, सनसेट, सनराइज, सूर्यास्त, सूर्योदय हे बघायला भेटतात. त्यानंतर वेगवेगळे लोकं भेटतात. लोकं येऊन विचारतात आपल्याला, "अरे, काय करताय, कसं फोटो काढताय?" मग त्यांच्यासोबत बोलणं होतं, हॉटेलवर थांबायचं, त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या. आहे ना, <chuckles> हे खूप छान आहे, बरं का. आणि मी त्यांना जाऊन पर्सनली जाऊन बोलतो, की
अ, हां. हो, हो. हो. <chuckles> हं. बरोबर आहे. खूपच छान. तर ऐकू ना, मला असं वाटतंय ना, तसं काहीतरी करावं, इतकं छान अनुभव तुमचा वाटतोय.
हां, हां. <chuckles> <chuckles> नक्कीच, नक्कीच, आपण पर्सनली ज्यावेळेस जाऊन बोलतो ना लोकांसोबत, त्यावेळेस, अ, आपल्याला समजतं, की तणाव जो आहे ना, तो त्यांच्यामध्ये पण आहे आणि आपल्यामध्ये पण आहे. आणि ज्यावेळेस आपण एकमेकांसोबत बोलतो ना, त्यावेळेस, अ, कधी-कधी मला पण शिकायला भेटतं, की जे वयस्कर लोक आहेत आपल्यापेक्षा, त्यांनी तणाव ज्यावेळेस आला होता, ते त्याला कसं हँडल केलं त्यांनी, त्याच्यातून ते कसे बाहेर निघू शकले. तर मला त्यांच्याकडून हे पण नेहमी, अ, शिकायला भेटतंच <chuckles> तिथे, असं आहे.
हो, हो. हो, हो, बरोबर. हां, हां. अच्छा. बरं, बरं. अरे, वाह, वाह! म्हणजे तो एक चांगला तुम्हाला आणखीनच नाही का, एक लोकांचे अनुभव, कारण ते फार महत्त्वाचे असतात ना, की लोकांच्या, जसं आजकाल आपण बघतो मुलाखती वगैरे, तर ते आपण तिथं प्रत्यक्ष लोकांशी जेव्हा बोलतो ना, तेव्हा मला वाटतं ना, की आणखीन चांगल्या पद्धतीने लोकं खुलून बोलतात आपल्याशी. तर, अ, म्हणजे ते एक चांगलं आहे तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या छंदामध्ये. अ, आणि आता तुमचं सेटअप बद्दल थोडं सांगा ना, की आता तुम्ही सेटअप कसा ठेवला तुमच्या कॅमेऱ्याचा, किंवा कसं तुम्ही अ, काय करता, म्हणजे कारण आता, कारण भरपूर लोकांना काहीच माहिती नसतं ना ह्याच्यातलं.
हं. हां. हां, हां, हां. नक्कीच. <chuckles> नक्कीच. हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर. अच्छा-अच्छा, हां. हां, हां, हां. मी हो, नक्कीच, नक्कीच, मी SONYचा कॅमरा वापरतो. SONYची कसं आहे ना, शटर स्पीड अ, खूप जास्त आहे त्याची. हां, आणि तो मिररलेस कॅमेरा आहे. मिररलेस कॅमेराच कसं आहे, की हां, तर तो काय करतो ना, की एकदम ज्यावेळेस आपण क्लिक करतो ना, तर एकसोबत 20 फोटो, 30 फोटो असं आपण सेटिंग असते त्यामध्ये अशी लावू शकतो. कधी-कधी काय होतं ना, फक्त सेकंदाचा फरक पडते, आणि मूव्हमेंट चेंज होऊन जाते पूर्णतः.
अच्छा. अच्छा. बरं, बरं. अरे वाह! हो, हो, हो, हो. बरोबर आहे.
तर त्यावेळेस काय करायचं ना की तो ऑ अ, एक ऑप्शन असते, तो ऑन करून ठेवला, मिररलेसमध्ये. तर तो इतका फास्ट ना, म्हणजे एकाच सेकंदात 20 फोटो काढून घेतो. म्हणजे छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या मूव्ह नाही हां आणि त्या 20 फोटोमध्ये आपल्याला जो परफेक्ट वाटतो, तो आपण तिथे सिलेक्ट करू शकतो.
हां, हां. अरे वाह! हां.
असं आहे. हीच मिररलेस कॅमेराची खासियत तीच आहे. मग मी मिररलेस कॅमेरा घेतला आणि त्यानंतर एक मस्त ट्रायपॉड घेतलेलं आहे. अ, गिम्बलस सहित, त्याला गिम्बल पण आहे. अ, म्हणजे तो अ, काय होतं ना की आपण एखाद्यां वेळेस फोकस करतो ना, तर कॅमेरा हलू शकतो किंवा हात हलतात ना कधी आपले असे, ते गिम्बल असल्यामुळे काय आहे ना की तो हालत नाही, बरोबर स्थिर राहतो तिथेच. त्या ट्राइपॉडलाच गिम्बलचा ऑप्शन आहे हां. तिथे आणि अ, दुसऱ्या लेन्स जी आहे, अ, मला फोटोग्राफी करायसाठी मी एक 70 एम-एम लेन्स वापरतो, त्यानंतर 70 टू 300 ची एक माझ्याकडे लेन्स आहे आणि 200 टू 700 एम-एमची लेन्स आहे माझ्याकडे, म्हणजे मोठी लेन्स आहे ती, जर बर्ड फोटोग्राफी करायची किंवा दूरचं आपल्याला खरे फोटो वगैरे काढायचं, तसं आहे. हा असा पूर्ण सेटअप आहे, त्यानंतर लॅपटॉप आहे छान, त्याच्यामध्ये फोटो एडिटिंग वगैरे करायसाठी. <chuckles> असं आहे पूर्ण तिथं. <chuckles> हां, हां.
अरे वाह! वाह! खूपच छान. अच्छा. हां, हां. अच्छा. हो, हो, बरोबर. हो, हो, हो, बरोबर. अरे वाह! वाह! अच्छा. हां, हां. अच्छा. अच्छा. अरे वाह! मस्त मग. <chuckles> हां, अरे वाह! वाह! खूपच मोठं आहे तुमचं आणि मग ह्याच्यामुळं तुम्हाला नाही असे लोकं इम्प्रेस वगैरे पण होत असतील, एखाद्या मुलगी वगैरे इम्प्रेस वगैरे झाली का?
हो, हो, हो, हो. <chuckles> नक्कीच, नक्कीच. बघा कसं आहे ना, आपण Instagramवर टाकतो किंवा मॅगझन्सला आपण देतो ना, त्यावेळेस फोन येतात त्यांचे की म्हणतात, "अरे! आम्हाला पण असं शिकायची इच्छा आहे तुमच्याकडे". मग ते विचारतात, इंटरव्ह्यू घेतात, कधी-कधी मग ते आपल्याकडे येतात बरं का. 2-2, 3-3 दिवस ते आपल्याला बोलवतात, आपलं सगळं खर्च ते करतात, फक्त आपण त्यांना थोडं टिप्स द्यायच्या त्याच्याबद्दल, असं आहे.
छान. हां, हां. अ, हं. <chuckles> अच्छा. अरे वाह! अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा.
हां, हां. हां. <chuckles>
खूपच छान! म्हणजे अ, म्हणजे छंद बघा ना, आनंद आपल्यालाही देतो आणि लोकांनाही त्याच्यातून एक अप्रूप वाटतं. त्याच्यातून आणखीन आनंद आपल्याला मिळतो आणि ते खूप चांगलं, म्हणजे नाही का, एक हे होतं. तर काय तुम्ही सांगाल, की समजा एखाद्याला कोणाला सुरुवात करायची असेल, हे फोटोग्राफी जसं तुम्ही करताय, तर काय 3 सोपे टिप्स द्याल? म्हणजे एक्चुअली मला सांगा ना, मलाच करू वाटतं आहे. <laughs> तर कसं सुरुवात करावी?
हां. हं. बरोबर. <chuckles> हो ना. हां, हां. नक्कीच, नक्कीच, नक्कीच, अ, नक्कीच. काय आहे ना, की आपण एक चांगला कॅमेरा पाहिजे फोटोग्राफीसाठी. सगळ्यात पहिले डी-एस-एल-आर, हां, छान कॅमेरा असला, की मग छान फोटो येतात. मग कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढतो त्याचा. दुसरी गोष्ट अशी आहे की फोटो काढल्यानंतर त्याला थोडंसं एन्हान्स करावं लागते आपल्याला. तर मग थोडीशी जी स्किल आहे फोटोग्राफीची, एडिटिंगची, ते आपल्याकडे असण्यासाठी एक लॅपटॉप वगैरे या गोष्टी लागतात. आणि त्यानंतर आपल्याला बाहेर निघायचं, म्हणजे कसं शिकायचं बरं का, अ, प्रॉपर लाइटिंग काय असते हे शिकायचं, कॅमेरा काय असते हे शिकायचं, एडिटिंग कशी करायची हे शिकायचं. पण जी स्किल आहे ना, की अ, कसं काढायचं? नेमकं म्हणतो ना आपण, की तुम्ही इतका चांगला कसा काढतात, हे कसं काढायचं जे असतं ते आतून येत असतं. आणि ते आतून तेव्हाच येतं, ज्यावेळेस तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता. तर प्रॅक्टिस, अ, जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. नेहमी-नेहमी, नवीन-नवीन ठिकाणी जाणं, ते बघणं, तिथचं कसं आहे वातावरण, काय आहे? आणि आपल्याला जसं वाटतंय तसं, आपण त्याचा फोटो काढणं. ज्यावेळेस अ, ह्या गोष्टी छोट्या-छोट्या आपण फॉलो करू ना, तर नक्कीच अ, हा छंद पण तुमचा स्वतः तुम्हाला वाटेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त प्रगती असं आहे.
अच्छा. बरोबर. अच्छा. हां, हां. हां. बरोबर. हो. बरोबर. हां, हां. हां. अच्छा. अच्छा, खूप बरं. आ. अरे वाह! हां, हां. अगदी छान. खूपच मज्जा आली तुमच्याशी बोलून आणि तुमचा जो छंद आहे तो म्हणजे खूपच वेगळा आणि मला अनेक अनोखा वाटला. कारण, अ, आपल्याकडं कसं ना, छंद म्हटलं की एक टिपिकल असतं, की गाणे ऐकायला आवडतात, फिरायला आवडतं. तर तुम्ही त्याच्यापेक्षा पुढं जाऊन आणि एक कसं असतं ना, की आपल्या कुठेतरी एक नशिबाचा पण थोडासा भाग असतो, की ते तुमच्या शेजारी राहणारे आले, त्यांच्याकडं फोटोग्राफी कॅमेरा वगैरे होता. तर असं नाही, की एकमेकांपासून एकमेक माणसाला प्रेरणा मिळते. तर खूप तुमच्यापासूनही मला तशीच प्रेरणा मिळाली, अगदी. तर या सगळ्या संवादाबद्दल खरंच तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
<chuckles> हो. हां, हां. बरोबर. <chuckles> मला पण खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून, म्हणजे माझे जे अनुभव होते ना, ते पूर्ण माझे जागे झाले. मला पण असं आनंदित वाटायला लागलं तुमच्यासोबत बोलून लगेच. तुमचे पण खूप-खूप धन्यवाद मला. <laughs>
<laughs> हो ना. हो, हो. धन्यवाद.